तर मग त्या रात्री तुमचा तो पहिला क्षण तुम्हाला कसा वाटला, त्या रात्रीचा पहिलं गाणं जे वाजलं होतं, तेव्हा ती एनर्जी, ती गर्दी, तिथला तो आवाज कसा होता, काय एक्सपिरियन्स होता?
खूप इलेक्ट्रिफाइंग होतं सगळं कारण अ, जेव्हा संगीत जी ऐकतात ना, जी लोकं गाणी ऐकतात. त्यांच्यामध्ये वेगळंच काहीतरी असतं मला वाटतं. कारण त्यांचा अ, कलेकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो. आर्टिस्टकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यांना मेहनत माहिती असते त्यांच्या कलेमागची किंवा बाकीच्या गोष्टींमागची. आणि मला आठवतंय की जेव्हा ती मुलगी वंदे मातरमकडून गाणं आपली तुम्हाला माहिती असेल आणि ती गात होती आणि मला वाटतं तिचा तो क्लोजिंग सॉंग होता. म्हणजे त्यांचं पूर्ण अ, दो 3 दिवस तो इव्हेंट सुरू होता. आधी त्यांचा नॉर्मल पार्टिसिपेशन झाला. मग अ, सेमीफायनाल झाला आणि आम्ही फायनलच्या स्टेजवरती आम्ही सगळे बघत होतो की काय सुरू आहे. आणि जो तिने क्लोजिंग केला ना, म्हणजे एक देश भक्तीपर गीत ऐकलं का अंगावरती वेगळाच काटा येतो. आणि जेव्हा तेव्हा सगळं झालं ना, तेव्हा सगळी लोकं अशी उभी राहिली. त्यासाठी टाळ्या वाजवल्या. आणि जेव्हा हे सगळं झालं ना आता कॉन्सर्ट म्हणजे तो एंड होता. त्यात त्यांचं हे एवढं गाणं झालं आणि त्याच्यानंतर सगळी लोकं बाहेर निघत होती आणि तेव्हा त्यांची जी वाह-वाह करत होते ना लोकं. ते बघून भारी वाटलं की आर्टिस्टला आपण एवढा मान देत असतो, एवढा सन्मान देत असतो कारण त्यांचा आवाज हा त्यांची ही त्यांची ओळख असते. आणि त्याच्यामध्ये असं नाही की फक्त देशभक्तीपर अ, गाणं होतं, त्याच्यामध्ये व्हरायटी होती. खूप लोकांनी हिप हॉप हिप हॉप स्टाईलमध्ये गाणी गायली आणि जी-जी
हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. हं, हो, हो, हो. हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. अरे वाह! काटा येतो. हो, नक्कीच. हं. अरे वाह! हं, बरोबर. हं. हं. नक्कीच, हं. नक्कीच. हो. बरोबर.
जुनी गाणी होती. त्यांना मोठ्या प्रमाणात अ, म्हणजे एट्रिब्यूट केलं की ही गाणी अशी होती, पण त्याच्यामध्ये आम्ही थोडा ट्विस्ट घेऊन आलोय. आणि असं होतं की वेगवेगळ्या राज्यातली लोकं आलेली आणि वेगवेगळ्या राज्यातून ती रिप्रेझेंट करत होती, की आमच्या राज्यामध्ये असं गाणं आहे. आणि आपल्या इंडियामध्ये एवढी डायव्हर्सिटी आहे आणि ती ऐकून, बघून, त्यांचे शब्द ऐकून पण भारी वाटतं.
हं. बरोबर. हं. अरे वाह! हं.